बघा नक्कीच मी तुम्हाला सांगते ना. जसं तुम्ही सांगितलं ना आपण ऑफिस वगैरेला जातो तिथले जे आपले कलीग्स वगैरे राहतात किंवा आपण अ, मित्र-मैत्रिणींसोबत जातो. तर त्यांना असा उपदेश देणं म्हणजे कसं राहत हो, आपण लहान आहोत मला तरी वाटतं का आपण एवढे मोठे झालो नाहीत का लोकांना आपण उपदेश देऊ. आणि जर लोकांचं काही चुकू राहिलं नाही का मी 1 सल्ला देऊ शकते त्यांना. का जेणेकरून बघा "तुम्ही असं नका करू हे चुकीचं आहे ते व्यवस्थित आहे ते करा." आणि लोकांना जर ते आत्मसात करायचं असेल खरंच लोकांना, लोकांच्या ज्या भावना असतील का नाही, "ही जे बोलते ही खरंच व्यवस्थित बोलते तर खरंच हे करायचं." तर ते लोकं करतात हो. मी उपदेशने सल्ला देऊ शकते त्यांना नाही का. का लोक तर सल्ला लो मला तरी वाटतं का उपदेश दिला ना तर लोकांना वाटतं का अहंकाराला मग त्यांच्या ठेस पोहोचून जाते. पाहा "हे, ही अशी आहे, ही का मला शिकू राहिली. का उपदेश देऊ राहिली" असं सांगतात. त्याच्यापेक्षा तुम्ही सल्ला द्या ना. का "ए असं नको करू, तसं कर" नाही का. ते लवकर लोक आत्मसात करतात.
हं. हं. हां, हां. हं, हं. हां. हं. हां. हो, हो, हो. हं. हं, हं, हं. अ, हां. हं, हं, हं, हं. हां. हं. हां. हो, हो, हो. खूप वेळेला होतं. हां तेच. <laughs> हं, हं, हं, हं. हां. हं, हं, हं, हं. आणि असं कोणती व्यक्ती वगैरे किंवा असा तुम्हाला किस्सा आठवतोय का? जिथे तुम्ही सांगताय आणि समोरची व्यक्ती तुमचं एकदम जाणीवपूर्वक ऐकतेय. आणि तुमच्यावर विश्वासच ठेवतेय की तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा. म्हणजे तुम्ही बोललात की "हे काम अशा पद्धतीने नको करू. हां असं कर म्हणजे तुला इझिली जाईल" किंवा असं खूप वेळेला आपण म्हणतो ना "हे बघ मी तुला मदत करते. हे बघ हे असं कर." ते समोरची व्यक्ती तुमचं ऐकतंय एवढं जाणीवपूर्वक की बापरे! ते तुम्ही सांगताय तसंच करतंय असं काही झालंय का?
नक्कीच. हो झालंय ना. बघा अशी 1 अ, कॉलेजचीच माझी मैत्रीण होती. तर तिला 1 अ, विषयामध्ये थोडीशी अडचण येत होती बरं का.
हं. हं, हं, हं. हं, हं, हं.
अ, भारतीय सं संविधानाचा असा काहीतरी पाठ होता तो. ए ध विषय होता. तर त्या विषयामध्ये तिचं काही चुकत होतं. आणि त्या विषयामध्ये मी संपूर्ण म्हणजे मस्त होता तो विषय मला आवडतीचा होता. आणि मला माहीत पण होतं त्या विषयाबद्दल नाही का. तर अ, ती मला काहीतरी विचारलं का ह्या विषयामध्ये ना मला हे, हे कळत नाही आहे. तर तू मला सांगशील का? तर अ, मी तिला व्यवस्थित बसवलं आणि ते पूर्ण जो मुद्दा होता ना तो, जो-जो तिला माहीत नव्हता तो व्यवस्थितरित्या तिला मी शिकवला. शिकवला म्हणजे तिला समजलं ते का जे पण मी शिकवलं आणि जे मी बोलते खरंच खूप छान बोलत आहे आणि काही-काही गोष्टी असं राहतं ना का आपले शिक्षक लोकं आपल्याला शिकवतात. ते एवढं आपल्या लक्षात येत नाही पण आपलं जे सोबत राहतात जे मी मित्र-मैत्रिणी राहतात. जे एक्सप्लेन करून सांगतात ना ते आपलं लवकर लक्षात येऊन जातं नाही का. आपला मेंदू ते लवकर घेतं तसं तिच्यासोबत पण झालं. आणि तिला खरंच खूप वाटलं का खूप छान शिकवलं म्हणे. मला शाळेत इतकं समजत नव्हतं पण तू शिकवलं ना मला खूप छान वाटलं. आणि माझ्या मेंदूमध्ये ती गोष्ट बसलीसुद्धा.
अच्छा. हं, हं, हं. हं. अच्छा. हां, हां, हां. हं. हां. हं, हं, हं. हां. अच्छा. हां. हां. हां. हं, हं. हां, ना. हो, हो, हो. अच्छा. हं. <laughs> हां, तू सांगितले. हं, हं.